इंटरनेट आणि माणूस, आता असा काही एकमेकात अडकलाय, की या इंटरनेटशिवाय आपलं आयुष्य, त्याचा विचारही करवत नाही. या इंटरनेटमुळे काही गोष्टी तुम्हाला अशा काही असं वाटलं का, की ह्या शिकलात किंवा ह्या गोष्टी आता शिकत होते, त्या बदल झालाय, काय म्हणाल तुम्ही?
हो, नक्कीच बदलल्या आहेत. इंटरनेटमुळेना सगळं सोपं झालंय असं म्हणावं लागेल. कारण की काय आहे, आपण पहिले असं कुठे लेक्चर असेल किंवा क्लासेस असेल, तर आपल्याला तिकडे प्रत्यक्ष जावं लागायचं आणि तिथे बेंचवर बसा आणि शिका आणि त्यामध्ये तो आपला जर ट्रॅव्हलिंगचा जो टाईम जायचा, तो तर प्रचंड वेळ वाया जायचा. त्यामध्ये आपण एखादं आपलं बुक्स किंवा एखादं काहीतरी वाचून होईल तेवढ्यात, तर त्यामुळे काय झालं, आता ऑनलाईन अ, क्लासरूम चालू झालं आहेत, ऑनलाईन लेक्चर होता ते, त्यामुळे एकदम शिकायला पण मजा पण येते, नाही का, की नाही का, वॉव! मस्त, मस्त स्क्रीनवर लावायचं, मस्त बघायचं. इंटरनेट असतो घरात, तर ती शिकण्याची 1 आवड म्हणून ती पण एक निर्माण झाली आहे आता. हां, ठीक आहे अ, त्याचे मायनस पॉईंट असे पण आहेत, की सगळेचजण ते प्रॉपरली ते अटेंड करत नाही. ऑनलाईन क्लास जे चांगले आहेत, ते अ, छानरीतीने ते त्याला हे करतात प्रोत्साहन चांगलं देतात. पण सगळ्यांनाच ते फायदेमंद आहे असं नाही, पण ज्यांना नक्कीच खूप लांबचा प्रवास आहे किंवा त्यांना जाऊ नाही शकत, अशांसाठी ऑनलाईन क्लास हे खूप बेस्ट आहे आणि तेच
अगदीच. बरोबर. हो. बरोबर. अगदीच. बरोबर. बरोबर. बरोबर. मला एखादं असं उदाहरण द्याल का हो तुम्ही, की म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये, की म्हणजे समजा, तुमचा शैक्षणिक प्रवास होता, तुम्ही जेव्हा शिकत होतात किंवा आता शिकत जरी आहात, तरी असं काही झालं का, की जेणेकरून इंटरनेटमुळे ते आज तुमच्यासाठी सोयीस्कर आहे किंवा कठीण झालंय, असं काही आहे?
हो. अ, आता मधी कोरोना आला होता, तेव्हा मी अ, कॉलेजला होते फर्स्ट यिअरला नुकतंच ऍडमिशन घेतलं होतं आणि अ, श कॉलेज बंद सगळं बंद. जी कॉलेजची मजा होती ती घ्यायला आली नाही तेव्हा, 2 वर्ष तर ते लॉकडाउनमध्ये गेले. तेव्हा मग आमच्या ऑनलाईन क्लासेस अ, सगळे टीचिंग चालू होती. आम्हाला शिकवत होते सगळे शिक्षक, मग त्याच्यावरून ते आम्हाला शिकायला मिळालं. अ, ठीक आहे, अ, त्याचा बेनिफिट असा की, अ, ऐन टाईमाला आम्हाला ते खूप उपलब्ध झालं की, का कोणीच घराबाहेर जाऊ शकत नव्हतं. त्यामुळे ते फायदेमंद झालं आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की ऑनलाईन शिकवल्यामुळे, जेवढं शिकायला पाहिजे होतं तेवढं नाही समजलं.
बरो बरोबर. हो. हो. बरोबर. <sneezes> हो. बरोबर.
हो कारण की, जे आपण अ, प्रॅक्टिकली जेव्हा लिहितो आणि शिक्षक जेव्हा आपल्या स आजूबाजूला फिरतात, आणि म्हणतात की नाही हे चुकलं आहे किंवा डायरेक्ट आपण विचारू शकतो. तिथे एवढे सारे स्टुडंट असतात. हे हात वर रेज करतोय, हा हात हँड रेज करतोय त्याचा, मग ते कितींचा ऐकणार? त्यांना असतो 1च तास टाईम. तर त्यामध्ये नाही का सगळ्यांची वेगवेगळी प्रश्न मग ते सॉल्व व्हायचे नाही प्रॉब्लेम वगैरे आणि ऑनलाईन शिकण्यात अ, कसं आहे
म्हणजे बरं. बरोबर.
टाईम लिमिट असते आपल्याला. त्यांची जी मीटिंग तेव्हा घेतात, तेवढं टाईम लिमिट असते. शाळेत क तेवढ्याच वेळात व्हायला पाहिजे. अ, कॉलेजमध्ये कसं आपण ए अ, गेलो बेंचवर बसलो, तर ते थोडंसं एक्सटेंड झालं तरी ते शिक्षक वर्गात थांबायचे. तर जसं हो. दुसरे टीचर येईपर्यंत ते शिकू शकतात. किंवा आपण तिकडे-तिकडे जाऊन अ, मधी जर ब्रेक असेल, तेव्हा जाऊन त्यांना विचारू पण शकतो. ह्यात तसं नव्हतं. ह्यात ते जेव्हा टाईमावर येतील तेव्हाच आपण त्यांना विचारू शकतो. ते जे शिकेल जेवढं शिकवतील, तेवढंच घ्यायचं आपण. असं. आणि ते एक्झाम पण ऑनलाईन व्हायच्या. त्यामुळे काय आहे, तिथे अ, एक्झामची पण मजा नव्हती तशी म्हणायला गेलं तर. पण तो एक तोटा झाला. की जी आपण रायटिंगमध्ये जी एक्झाम देतो, त्यामध्ये एवढे सारे प्रश्न आणि ती जी मजा असेल लिहायची, ती खूप छान होती. इंटरनेटमध्ये काय ते एम-सी-क्यूज होते सगळे फक्त येस, नो आणि त्यामधला एक ऑप्शन सिलेक्ट करा. बास तेवढंच. <chuckles> हो. एकच. डिटेलिंग नव्हतं त्यामुळे काय झालं, जेवढं शिकायला पाहिजे तेवढं शिकलं नाही. तो एक अ, माझा तो प्रॉब्लेम झाला होता. आणि मग 3rd यिअरपासून मग 3rd यिअरला डायरेक्ट गेली आणि डायरेक्ट एवढं ते अभ्यासाची एक सवय ती तुटली. ऑनलाईन सगळं, नाही का, सगळं तिथंच टायपिंग करा. तिथेच ते करा. लिहिण्याची सवय तुटली.
हो. तेवढ्याच वेळेत व्हायला पाहिजे. हो. अगदी दुसरा टीचर येईपर्यंत ते शिकवू शकतात. अगदीच, अगदी. हं. बरं. बरोबर. अगदीच. बरो हां. मल्टिपल चॉईस क्वेशन होते फक्त त्याच्यामध्ये. तुम्हाला जास्त काही डिटेलिंग नव्हतं द्यायचं. कारण लिहिण्याचं हां. हो. हां. ती एक लिहण्याची सवय तुटली. बरोबर आहे.
हो. हां, पण त्यामुळे काय एक फायदा पण झाला की इंटरनेटमुळं प्रत्येक गोष्टी म्हणजे, नाही का, ऑनलाईन सर्च करणं किंवा एखादा प्रोजेक्ट असेल, तो पटकन अ, इंटरनेटवरून आपल्याला सगळी माहिती मिळते. आजकाल एवढे सारे प्लॅटफॉर्म उभे आहेत. ब्राउझरचे Google आहे. Brave आहेत. असे भरपूर वेबसाईट आहेत. त्यामुळे आपल्याला त्याच्यावर सगळी माहिती अशी चुटकीसर मिळते. म्हणजे त्या गोष्टीचा विचार करत बसायला आपल्याला वेळ पण लागत नाही. तर आपल्याला वेळ वाचतो आणि खर्चसुद्धा कमी आहे. आपण काय खर्च पण नाही जास्त. नाहीतर पहिले कसं सायबर कॅफेमध्ये जावा आणि तिथे सगळी माहिती काढा. आता आजकाल सगळ्यांचे मोबाईलमध्ये इंटरनेट असतं. त्यामुळे ते एकदम सोयीस्कर झालं आहे.
बरोबर. वेळच नाही बरोबर. हो. अगदीच. अगदीच-अगदीच. पण आता बघा आपल्याकडे सोशल मीडिया, ह्याच्यामध्ये जसं आपलं YouTube आहे, त्यानंतर इन्स्टा आहे किंवा अ, WhatsAppमध्ये भरपूरसे फीचर्स आता आजकाल आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला बरेचसे असे ऑनलाईन ॲप मिळतात किंवा ऑनलाईन कोर्स उपलब्ध असतात, ज्यांच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळं शिक्षण दिलं जातं.
हो. हो. हो, नक्कीच. हो, हो. हो, नक्कीच, दिलं जातं.
पण अशा ह्या वेगवेगळ्या ॲप्समध्ये तुम्हाला असा, प्रभावी प्लॅटफॉर्म असा कोणता जाणवला, की नाही बाबा ह्याच्यावर काही आम्ही बघितलं किंवा ह्याच्यावर आम्ही काही शिकलो. त्याचा खरोखर खूप छान फायदा झाला. असं काही सांगू शकता का?
ते हां, सगळ्यात बेस्ट म्हणजे YouTube. YouTubeवर एवढ्या साऱ्या व्हरायटी आहेत ना शिकण्यासाठी म्हणजे तुम्हाला जे तुम्हाला शिकायचं आहे कुकिंग शिकायचं असेल, रांगोळी शिकायची असेल किंवा एखादा आर्ट शिकायचं असेल किंवा आजकाल त्याच्यावर अ, चांगले इंग्लिश स्पोकिंगचे क्लास म्हणा तर त्यावर पण आपण नक्कीच शिकू शकतो ते खूप हेल्पफुल आहे. तर मी असंच करायची. मी स्पोकन इंग्लिशची जरा इंग्लिश थोडंसं एवढं चांगलं नव्हतं. तर त्याच्यावर मी ते व्हिडिओज रोज पाहून-पाहून त्यावर मला थोडं इंग्लिश चांगलं झालं माझं आणि मम्मीला कधीतरी थोडंसं हॅपी करण्यासाठी त्याच्यावरून एखादी रेसिपी बघायचे आणि मग ती बनवायची मी. तिला पण छान वाटायचं अरे, ही कुठून शिकून आली? म्हटलं अगं, कुठून नाही YouTube वरून शिकलीय मी, मग तिला असं बोलायचं. म्हणजे त्या इंटरनेटमुळं कसं, अ, प्रत्यक्ष जे बघतो ना आपण ते त्या गोष्टी आपण लगेच आपल्या स्मरणात राहतात आणि ते एकदम मस्त करतो. ऐकण्यापेक्षा व्हिडिओ बघितलेली खूप छान.
बरोबर, हो. अगदी. अरे, वाह! अगदीच. हो, अगदीच. अगदीच म्हणजे तो एक व्हिज्युअल इफेक्ट आपल्याला मिळतो. की
हो, नक्कीच मिळतो. त्यामुळे हं, ते आपण तर
रेसिपी लिहिलेली असली तर आणि रेसिपी बनवून दाखवली तर. ह्याच्यामध्ये जो इम्पॅक्ट आहे
हो त्यामध्ये खूप बरं आहे आणि आपल्याला त्यामध्ये खरं प्रत्यक्ष कळतं ना! ते किती वेळ फ्राय करायचाय कांदा. ते किती मिनिटांनी ते बंद केलंय, त्याचा टेक्स्चर काय आलंय? ते त्याच्यावर सगळं दाखवतात. त्यामुळे ते सगळं शिकणं खूप सोपं झालंय. मला असं वाटतं आईनी शिकवल्यापेक्षा, आपण कसं? आईनी एवढं लक्ष देऊन नाही बसत. अरे, किती 1 तास कोण बसणार आहे आई? आपण YouTubeवरती पाच दहा मिनिटात ती व्हिडिओमध्ये बघून होतं आपलं.
हो. बरोबर. <chuckles> बरोबर. पण आता बघा इंटरनेट हे जे आहे ना तर, हे म्हटलं म्हटलं जातं, की अथांग सागर आहे.
असं. हो. हो, नक्कीच.
आणि या समुद्रामध्ये एवढी म्हणजे गर्दी आहे. ह्याच्यावर एवढं नाॅलेज भरलेलं आहे ना.
खूप प्रचंड भरलेलं आहे.
पण प्रॉब्लेम असा आहे की ह्या नाॅलेजला, रिअल आहे की फेक आहे. हे रिकॉग्नाइज करणं एक टास्क आहे, आणि कारण आपलं खोटं खोट्या माहितीचा आधार घेऊन जर आपण पुढे गेलो तर आपल्यालाच पस्तवायला होतं. तर असं कधी झालंय का हो? की हे फेक आहे, किंवा हे रिअल आहे. ह्याच्याने मला फायदा झाला, किंवा ह्याच्याने मला नुकसान झालं. असं कधी झालंय का तुमच्या आयुष्यात?
हो नक्कीच आहे. हो. हो, ॲक्चुअली कसं होतं कॉलेजचे आपल्याला पण अ, शिकवणारे जे असतात तर आपण त्याच्यावर प्रोजेक्ट वगैरे चेक करत असतो आणि ती माहिती आपण ती प YouTubeवर वगैरे किंवा अशी Googleवर चेक करतो आणि मस्त म्हणजे मी प्रोजेक्ट तसं त्याच्यावर बघून लिहिलं वगैरे, पण ते मला सगळं चुकलं होतं. कारण की ते थोडंसं वेगळ्या वेबसाईटने ते काहीतरी भलतंच दिलं होतं. तर त्या आपल्या वेबसाईट कोणत्या आहेत त्या पण आपण तपासल्या पाहिजे की नाही का हे माहिती खरी आहे का खोटी आहे? कधी-कधी स्वतःचे लाईक्स वाढवण्यासाठी काही पण माहिती अ, प्रचा प्रसारित करतात, या अशा गोष्टींपासून आपण अ, सावध राहायला पाहिजे.
बरोबर. बरोबर. अरेरेरे! तपास बरोबर. हो पण पण कसं म्हणजे ऑथेंटिसिटी कशी ओळखायची?
अ, तेवढा अ, ते आता कसं आहे ते आपण काय आपला टॉपिक आहे. तर तो बघून आपण बघायचं, की त्यामध्ये थोडीशी माहिती वाचून घ्यायची आधी, की ती खरी आहे का? आपल्याला त्यामधलं माहिती असती थोडीशी आणि अ, जरी आपल्याला आता एआय आलं आहे एआय जनरेटर वगैरे तर त्यावर आपण अ, चेक करू शकतो, की जी माहिती दिलेली आहे ती योग्य आहे का. पण आता एवढं सोपं झालं ना एआयवर जरी टाकलं तरी ती एकदम करेक्ट माहिती आपल्याला मिळते एआयच्या माध्यमातून. तर तशी आपण सुविधा नक्कीच वापरू शकतो, जेणेकरून ती आपल्याला समजेल, की हे खरं आहे का खोटं आहे.
बरोब हं, हं. हो. बरोबर. माहिती आहे त्या. हो, हो, हो. नक्की.
आणि भाषेचा पण आपल्याला नाही का खूप फायदा होतो इंटरनेटमुळे. कुठे जरी गेलो आपण किंवा साऊथमध्ये गेलो तिथं तमिळ बोलतात किंवा अशा दुसऱ्याकडे गेलो कन्नड वगैरे किंवा गुजराती ही भाषा आपल्याला समजत नाही, तर अ, आपण Googleवर नाही का ट्रान्सलेटर केलं त्यांचा वॉईस ऐकून तरी ते आपल्याला हो, अतिशय उपयुक्त आहे.
आजकाल हो. बरोबर. बरोबर आहे. अतिशय उपयुक्त. हो. खूप म्हणजे ज्या प्रकारे तुम्ही आता म्हणालात ना, की Google ते सर्च इंजिन आहे. याचा उपयोग एक छानप्रकारे केला जातो.
ते आपल्याला. हो, नक्कीच केला जाऊ शकतो.
आणि ते विविध गोष्टींमध्ये उपयोगात पडतं. आजकाल अशी अवस्था झालीये की एखादं औषध आपल्याकडे घरात पडलंय आणि आठवत नाहीये. त्याचा फोटो घ्या, Google Lensवर टाका, की लगेच इन्फॉर्मेशन येते ते औषध कशाबद्दलचंय.
हो, लगेच येते आणि ते औषध कशाचं आहे, ते किती प्रमाणात घ्यायचं आणि त्याचे साइड इफेक्ट्स काय आहे सगळं येतं. एखाद्याचं तर, ते ते जाऊ द्या, आता आजकाल डाएट अ, आजकाल लोकं खूप डाएट कॉन्शियस झाले आहेत, तर तीसुद्धा माहिती इंटरनेटवरून सहज त्यांना मिळते की या कशामध्ये
सगळं सगळीच माहिती येते. खरोखर. हो. पण बऱ्याच वेळेला ह्याच्यात फेक माहिती येते असं नाही का ओ वाटत, कोण ते तुम्हाला सांगतं, की हे असं करा 10 दिवसामध्ये तुमचं 10 किलो वजन कमी होईल?
हो. हां, तशा माहिती खोट्या असतात. अ, त्या तर त्यामधलं आहे ना हेडलाईन नाही वाचायची, त्याच्या आतमधलं सारांश वाचायचा, की त्यामध्ये काय लिहिलंय. कधी-कधी काय येतं अ, त्यांना व्ह्यूज वाढवण्यासाठी किंवा एखादी माहिती अ‍ॅट्रॅक्ट करण्यासाठी ते असे हेडलाईन देतात, की 10 दिवसात, जेणेकरून लोकं त्यांचं ते पेज ओपन करतील हो, तर ते पेज ओपन केलं, की त्यांचे व्ह्यूज वाढतात, त्यांना सबस्क्रिप्शन मिळतात, त्यांना पैसे मिळतात. त्यामुळे ते हेडलाईन अशी टाकतात. पण आतमध्ये जेव्हा आपण मजकूर वाचतो ना, तेव्हा ते तसं नसतं, की त्यामध्ये लिहिलं असतं, की तुम्हाला टाईम लागेल. प्रत्येकाच्या बॉडीनुसार असतं वगैरे असं लिहिलेलं असतं त्यामध्ये.
बरोबर. बरोबर. खोटा दावा केला जातो. बरोबर आहे. हो, हो. अगदीच, अगदीच आता मला एक सांगा, आपल्या आयुष्यामध्ये
हां.
सकाळ उगवली का पहिलं काम असतं मोबाईल बघणं.
मोबाईल घे ना, हो, नक्कीच.
आणि त्याच्यानंतर, प्रत्येक पिंगला तो का पिंग केलंय त्याने ते बघणं.
हो.
आणि मोबाईल सध्या असं झालेलं आहे, म्हणजे या इंटरनेटमुळे अ‍ॅक्चुअली. कारण जेव्हा मोबाईलमध्ये इंटरनेट नव्हता, तेव्हा फक्त जेव्हा बेल वाजेल, रिंग होईल, तेव्हाच काय तो हॅलो बोलायसाठी किंवा मेसेज बघण्यासाठी
हं. होता तेव्हा. बघितला जायचा.
बघितलं जात आणि ते पण फार कमी इन्स्टन्स असते दिवसाचे, पण आता दर 2 सेकंदाला, एकतर स्क्रीन पॉपअप होते किंवा नोटिफिकेशन येतेय.
नोटिफिकेशन आलं. हो, लगेच WhatsAppचं नोटिफिकेशन आलं, कोणाचा टेक्स्ट आला, लगेच आपण ते मोबाईल हातळतो आणि इंटरनेट ते एवढं गरजेचं आहे ना, ते नसलं तरी आजकाल नाही का एखादा आपलं व्यक्तीसोबत नसलं तरी चालेल, पण इंटरनेट पहिले पाहिजे आणि त्याला रेंज प्रॉपर पाहिजे ते खूप महत्वाचं झालंय. त्यासाठी आजकाल वाय-फाय वगैरे बसवतात, इंटरनेटची स्पीड वगैरे चांगली यायला. हो.
बरोबर, मग? बरोब पण हा जो मोबाईल आहे ना, हा जो आपण सकाळी-सकाळी हातात घेतला की 1 तास अचानक आपल्या बेडमध्येच गायब होत जातो.
हं. हो, नक्कीच गायब होतो.
मग मग अशा वेळेस आपली बाकीची हो, अशावेळेस आपल्या बाकीच्या कामांसाठी आपण टाईम मॅनेजमेंट कसं करायचं हो?
1 तासाचे 2 तास कधी होतात? अ, तेव्हा नक्कीच आपण ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तर त्यासाठी आपण काय आहे जे ॲप आपण वापरतो. YouTube म्हणा, किंवा Instagram म्हणा, त्याला आपण टाईम लिमिटसाठी ते अ, सेटिंग असतं की टाईम लिमिटची, तर ते टाईम सेट करायला पाहिजे. अ, जेणेकरून अ, तेव्हा अ, टायमिंग झाला, तर तो ॲटोमॅटिक ॲप बंद होतो, तर अशा गोष्टींचा वापर केला पाहिजे. अलार्म लावायला पाहिजे. जेणेकरून हां, समजलं आपल्याला की आता हां, हा एवढा टाईम झालाय. पण कधी-कधी काय होतं किती पण तुम्ही अलार्म लावा, पण तुम्ही तुमच्या मनाशी अ, प्रामाणिक प्रामाणिक हो, प्रामाणिक पाहिजे. कारण की जरी कितीही अलार्म लावल्यावरती अलार्म बंद करून तुम्ही परत ते ॲप ओपन करणार, तर स्वतःला म्हणा हं.
हं, हं. अच्छा. बरोबर. ते बंद करून पुढे जाणं होतं हो. ते बंद करून हां. एक वेळेस ना झोपेतून उठल्यास उठण्यासाठी जे अलार्म असतात ना, ते आपल्याला झोपेतून उठवतात. पण हे इंटरनेटच्या जाळ्यात फसल्यावर बाहेर पडण्याचे जे अलार्म आहेत ना, ते कुठेतरी कमी पडतायेत. मग तुम्ही काय सल्ला द्याल? काय करावं ह्याचं? कसं म्हणजे टाईम मॅनेजमेंट होईल?
हं. हो. हो, नक्कीच, पडतात आहे. त्यासाठी बघा सका अ, सकाळी थोडंसं आपण अ, त्या गोष्टींपासून लांब राहण्यासाठी मोबाईलपासून थोडंसं आपल्या स्वतःमध्ये ॲक्टिव्हिटी आणायला पाहिजे. जेणेकरून व्यायाम वगैरे स्टार्ट करायला पाहिजे. थोडंसं कुठेतरी बाहेर जावा, मित्रांशी गप्पा मारा. फॅमिलीला वेळ दिला पाहिजे, स्वतःकडे वेळ दिला पाहिजे. अशा जर तुम्ही गोष्टी करत राहाल ना, तुम्ही नक्कीच मोबाईलपासून दूर राहाल. मला पण अशीच सवय होती, सकाळी उठून मोबाईल बघायची. तर अ, मी तर त्यामुळे व्यायाम वगैरे स्टार्ट केला. तो 1 तास माझा कसा निघून जातो? ते मला समजत नाही. हो आणि मग आणि हो. हां, ठीक आहे मोबाईल कसा वापरते? एखादं साँग वगैरे इंटरनेटवर ऐकायचं असेल, ते एका साइडला वगैरे लावून ठेवते. किंवा ओमकार धून जी असते, ती लावून ठेवते. म्हणजे इंटरनेटचा पण पुरेपूर वापर होतो आणि माझं व्यायाम पण होतो. फक्त मोबाईल हाताळण्यात येत नाही. मग अशा गोष्टी आपण करू शकतो.
ओके. हं, हं. बरोबर. अरे, वाह! म्हणजे एक छान युटिलायझेशन. <chuckles> बरोबर. बरोबर. हो. आत्ता जे इंटरनेट आणि शिक्षण ह्यांचं जे कॉम्बिनेशन आहे, त्यात तुम्हाला काय वाटतं भविष्यामध्ये असं काही होईल का, आता कसंय आपल्याला एकच टीचर असतो 60 जणांचा, 50 जणांचा किंवा अगदीच मोजके म्हटले, तरी 20 जणांचा 1 क्लास असतो. तो यु झू सॉरी, Zoomवर किंवा Googleवर मीटवर होतो.
हो. Google Meetवर होतो.
मग पुढे जाऊन तुम्हाला असं वाटतं का, की सब्जेक्ट वाईज आपल्याला पर्सनलाईज्ड टीचर वगैरे मिळेल, जो एआय असेल वाटतं का तुम्हाला भविष्यात असं काही होऊ शकेल?
हो, आजकाल मला असं वाटतं की लोकांची जॉबच जाणार आहे इंटरनेटमुळे. कारण की एआय एवढं छान आहे ना, की ते सगळं काम तोच करणार आहे. पण त्यासाठी आपल्याला आत्तापासून प्रयत्न करावे लागतील आणि नक्कीच अ, ते शिकणं खूप सोपं जाणार आहे. कारण की तुम्ही बघा ना, एखादा मूव्ही जरी आला, तर अ, ते आपण पुस्तकात वाचतो ना, त्यापेक्षा एखादा व्हिडिओ आपण जर अ, मूव्ही वगैरे बघितला, ते आपल्या जास्त लक्षात राहतं.
<chuckles> बरोबर आहे. अगदीच बरोबर आहे.
हो, तर त्यासाठी इंटरनेट अ, खूप-खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यावरून मुलांना आपण बघा ना, आजकाल पोएम्स वगैरे जे आहेत, ते मुलं इंटरनेटवर, YouTubeवरच बघतात आणि ते आपल्याला येत नव्हतं, त्यांना आत्ता येतंय.
बघतात, हो. अगदीच, अगदीच. म्हणजे जी शिक्षकांची
हो. फायदे फायदे खूप आहे.
शिक्षकाची भूमिका आहे ती इंटरनेटने आणि एआयने कुठेतरी घेतली आणि इन फ्युचर असं झालं, की पर्सनलाइज्ड प्लॅनिंग, पर्सनलाइज्ड लर्निंग तर काही नवल नाहीये. <chuckles>
घेतली आहे. नक्कीच. सगळं एकदम होईल तेव्हा. म्हणजे पेरेंट्सलाच मुलांना टाईम द्यायचं पण ते पण वाचेल. कारण की मुलांना मोबाईल <chuckles> दिला ना की ते सगळं शिकून घेतात.
अ, हो. पण आता सध्या ते आपण आता डिस्कस केलं, की शिक्षणासाठी त्या प्रकारे इंटरनेट आपल्याला मदत करतय आणि जसं तुम्ही सांगितलंत की कसं कोरोनानंतर तुम्ही तुमच्यासाठी इंटरनेट कसं धावून आलं आणि तुमचं शिक्षण तिथे खोळंबल नाही, ऑनलाईन ते चालू राहिलं आणि आत्ता तर आपण भविष्य बघा भविष्यातलं असं प्लॅनिंग कर केलं, तरी हरकत नाहीये की इन फ्युचर आम्हाला कुंब आम्हाला कोणता घ्यायचाय प्ला हे शिक्षणाचा प्लॅन वगैरे, तर तेही ठरवून आपल्याला करता येईल.
हो. हो, नक्की. नक्कीच घेऊ शकतो आपण. हो.
खरंच, अ, खूप छान वाटलं तुमच्याशी ह्या विषयावर बोलायला आणि पुन्हा असा एखादा विषय नक्कीच तुमच्याशी गप्पा मारायला आवडेल करायला
नक्कीच. मला पण खूप छान वाटलं आपल्याशी बोलून. धन्यवाद.
खूप-खूप धन्यवाद!